तर तेव्हा काय झालं की सगळीच लोकं घरून काम करायला लागले. आता ऑफिस आता ऑफिसमध्ये कसं असतं की आपल्याला थोडीफार लाज तरी असते आपल्या मनात, की सगळी लोकं आपल्याला बघतायेत. तर आपण काम करावं. निमूटपणे 8 तास शिस्तीत काम करावं, नाहीतर कोणी ना कोणीतरी आपल्याला बोलेलच. तर ती लाज, ती म्हणजे शिस्त कुठेतरी आपल्यात होती. पण जेव्हा जवळ-जवळ 2 वर्ष आपण घरातनं काम केलं, तेव्हा तर म्हणजे तो बैल मोकळा होतो ना, मोकळा सुटतो, तसंच झालं, का आपल्याला कुणी बघायला नव्हतं, आपला मॅनेजर नव्हता आपल्याला बघायला, आपण मीटिंग्सच्या मध्ये-मध्ये सुद्धा Candy Crush खेळायचो.
<chuckles> हो. बरोबर. <chuckles> हो. बरोबर. <chuckles> खरंच, खरंच.
तर असंही बऱ्याच लोकांनी केलंय.
म्हणजे ते कोव्हिड आला आणि तो फोन पण घेऊन आला सगळ्यांच्या हातामध्ये जणू बरं का, म्हणजे मज्जाच मज्जा तेव्हा, तो फुल फोन फुल टाईम पास, म्हणजे ते काय काम करायचे का नाही फोनमध्ये काय कळत नाहीये बाबा, मग तुम्ही काय केलं?
फोन पण घेऊन आला, हो ना. हो ना. बऱ्याच वेळा तर बऱ्याच वेळा मीटिंगमध्ये आपलं नाव जरी कोणी घेतलं, तरी आपलं लक्ष नसायचं. कारण आपण फोन बघत असायचो, तर परत जेव्हा ऑफिस उघडले, तेव्हा जरा त्रास चालू व्हायला लागला, कारण तेव्हा तर फोन बाजूला ठेवायलाच लागला. तर म्हणून मी स्वतःसाठी काय नियम केले, मी स्वतःसाठी, अ, कारण आपल्याला लक्षात येतं, की आपण जसं आधी वागायचो तसा आता करता येणार नाही. तर मी काय केलं की मी ठरवलं, की आता मलाही गेम्स खेळायचा खूप आवड आहे, मी लोकांना नाव देत नाहीये. पण मी सकाळी उठून नाही का, असं चहा बनवताना, असं फोनवर बातम्या वाचायची मला सवय आहे. तर ती सवय मी आजही मोडली नाहीये. चहा बनवताना आणि चहा पिताना, मला तेव्हा जेवढ्या बातम्या असतात, त्या मी वाचतो आणि नंतर माझा फोन आणि मी 2 फोन ठेवलेत. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे. अ, हो. तर.
हो. हं, हं. नक्कीच. हो. हो का! नक्की, खूप छान सवय आहे ही. ओह. अरे बापरे! 1 नाही तुमच्याकडे 2-2 फोन आहे.
हो, 2 फोन कारण ए कसं असतं, 1 फोनवर तो माझा कामाचा फोन आहे. त्याच्यावर कुठलेही ॲप्स नाहीयेत, त्याच्यावर कुठलेही गेम नाहीयेत, त्याच्यावर काहीही नाहीये. दुसरा फोन असतो आहे माझा, त्याच्यावर फक्त गेम आहेत, सोशल मीडिया, इन्स्टाग्राम सगळं त्या दुसऱ्या फोनवर आहे. हां. आणि मी त्याला म्हणतोच हां. मी त्याला म्हणतोच गेम्स फोन, जो मी घरी ठेवून जातो. तर मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो, तेव्हा माझ्याकडे काहीच नसतं, म्हणजे मला काही करायचं असलं तरी माझ्या फोनवर काही नसतं. तर म्हणून तसा माझा छान कंट्रोल राहतो.
अच्छा! बरोबर. अरे बापरे! म्हणजे कामाचा 1 फोन हो. हां. म्हणजे. हो, हो.